तुम्हाला जेवायला बनवायला आवडतं का हो?
हो मग? फारच. <chuckles>
आणि असं काय आहे का, की एखादी अ, पाककृती जी तुम्हाला वारसा वारसेने मिळाली आहे, पारंपरिक एखादी पाककृती जी तुमच्या पिढी-पिढीने तुमच्यापर्यंत पोहोचली आहे?
हं. हो, म्हणजे म्हणता येईल ना, तर तशा अ, 2 पाककृती आहेत, ज्या आम्ही म्हणजे पिढ्यानुपिढ्या चालवतो आहे आणि त्याच्यात मग अ, एखादी अ, आम्ही काहीतरी म्हणजे एडिशनल असं म्हणतो ना आपण, की आमच्याकडनं ॲड केली आहे की ही पण त्याच्यात हवी, <chuckles> हो.
हो. प्रत्येक पिढी थोडंसं काहीतरी ॲड करत जाते. हल हरकत नाही. पण ते पिढ्या आणि पिढ्या चाले म्हणता येईल. <chuckles> त्यात ॲडिशन करता येईल. हं.
हो, हो. म्हणजे आपण आता लहानपणी आमच्या घरी काही परंपरा अशा होत्या ना, की ज्या आजही मला खूप जवळच्या वाटतात आणि मी त्या पुढच्या पिढ्यांना देखील द्यायला मला ते आवडेल, असं हो अ, म्हणजे आता पहिली जी अ, परंपरा होती ना तर ती कसं होतं की उत्सव असो किंवा काही सण काहीही असो, त्या दिवशी ना, घरचंच जेवण बनवायचं. बाहेरचं काही नाही खायचं. आमच्या घरातली ही परंपरा होती, की हो, म्हणजे अ, बाहेरचं त्यादिवशी सगळं बंद. फक्त घरचं जेवण, आईच्या हाताचं बनवलेलं असं. जसं की म्हणजे म्हणतो ना, की नागपंचमीला फरसाण किंवा म्हणजे असं म्हणतो ना, की तवा ठेवायचा नाही नागपंचमीला मग त्यादिवशी वरणबट्टी करायची.
अरे वाह! मस्त. अरे वाह! मस्त. बरं.
हो, तर त्यामुळे म्हणजे त्या दिवसाची खासियत अशी होती की त्या दिवशी वरणभट्टीच खायची आहे. दुसरं काहीही बनवायचं
मग ते कसं बनवतात? म्हणजे काय-काय अ, ते तुमच्यापर्यंत कसं पोहचलं आणि कसं बनवतात?
हो, म्हणजे ते माझी आजी बनवायची. आता वरणभट्टीचे म्हणजे 4-5 प्रकार आहे. कोणाला तळलेली आवडते, कोणाला वाफवलेल्या आवडतात, कोणी त्याला याच्यात अ, चूलमध्ये म्हणतो ना, त्याच्यात शेकून बनवतं तसं. एक अशी भट्टीसारखं केलेलं असतं, त्या भट्टीत तसंही शेकून अ, तुपात घालून असंही कोणाला आवडतं. तर म्हणजे खूप प्रकार आहे. आता मग आमच्या घरात आम्ही अ, वाफवलेलं, त्याच्यानंतर त्याला शेकलेलं, असं चांगला शेक बसलेला चुलीवरचा असं, अशी वरणभट्टी बनवायचो.
हम्म. ते चुलीवरचे 2-3 प्रकार तुम्ही बनवता?
हो, मग जसं की अ, यालाही दिवाळीत आमचं असं होतं की दिवाळीत आपण जे अ, सांजोऱ्या बनवता, नंतर अ, म्हणजे तो पदार्थ फक्त तेव्हाच बनवला जाईल आमच्याकडे असं होतं. करंजी आणि सांजोऱ्या दिवाळीच्या वेळी म्हणजे बाकी तर असतंच आपलं चिवडा, चकली वगैरे लाडू. पण ते काहीतरी विशिष्ट होतं. म्हणजे जसं खूप नाजूक आहे तो पदार्थ बनवणं, करंजी वगैरे थोडं.
अच्छा. म्हणजे त्याची स्पेशालिटी काय? इतर कर म्हणजे इतरांपेक्षा तुमच्यात जी बनते त्यात असं काय वेगळं आहे का?
<smacks lips> अ, जी आपण बाहेरची करंजी खातो ना, ती अशी थोडी अ, कडक म्हणता येईल. त्याचा वरचा जो लेयर असतो वरचा जो काही पापुद्रा जो म्हणतो ना आपण, तो जो आमच्या घरचा तुम्ही खाऊन बघणार ना, त्याला अगदी असा सॉफ्टनेस असतो की ते तोंडात ठेवलं ना, असं लगेच तो अ, पाण्यासारखं होतो. हो. म्हणजे असं तुम्हाला वाटणारच नाही की ते एवढं टफ असेल तो सरफेस आणि आत ना आम्ही, आपला खवा असतो ना, खव्याचं सारण भरतो.
हो, हो. विरघळून जाईल असं का? अरे वाह! अच्छा.
हो. खव्याचं सारण भरायचं आणि सांजोरी तर आपली साधीच म्हणजे याची म्हणतो ना, आपण की गुळाची आणि अ, ते याचं जाड पिठाचं तसं बनवलेली सारण. पण करंजी आमच्याकडे दोन प्रकारच्या बनायच्या, एक अ, खव्यापास म्हणजे खव्याच्या सारणाची आणि दुसरी खोबऱ्याची.
हं. अच्छा. आणि मग तोंडात घेतल्यावर तुम्ही जसं म्हणालात पापुद्रा अ, हे असल्यामुळे, एकदम चॉकलेट सारखं विरघळत असेल, तोंडामध्ये? <chuckles>
त्यामुळे हां. हो, हो. हो अगदी. म्हणजे त्याला असे लेयर राहायचे वेगळे असे अ, म्हणजे म्हणतो ना उलगडल्यासारखं असं एक, एक हे लेयर निघायचा आणि ते पण म्हणजे कसं, तुम्हाला आता मी पहिल्यापासूनच सांगते, त्याची सगळी प्रोसिजर. म्हणजे कसं बनवायची त्याची पाककृती हो. <chuckles> त म्हणजे हे माझ्या आजीने शिकवलेलं आम्हाला, म्हणजे मी आईला शिकताना बघितलेलं माझ्या आणि देन मीही शिकले. अ, हो. ते म्हणतो ना आपण की दूध आटवण्यापासून त्याचा खवा बनवण्यापर्यंत सगळं घरी करायचं.
रेसिपी हां हं, हं. अरे वाह! अच्छा, म्हणजे आतलं वगैरे पण तुम्हीच बनवतात. जे काही आपण सारण वगैरे घालताय, ते पण एकदम स्क्रॅचपासून तुम्ही बनवताय? अरे वाह!
हो. हो. हो. अगदी म्हणजे म्हणतो ना की बाहेरचं काहीही नको, एकदम शुद्ध पद्धतीने. <chuckles> <chuckles>
अरे बापरे! मी तर आता, हल्ली बघते की दिवाळीला पण लोकं सगळं विकतचं घेऊन खातात, फायनल पण. तुम्ही तर एकदम आतलं पण गोष्ट स्वतःहून करतात, किती गो मस्त गोष्ट आहे अ‍ॅक्चुअली. पारम पर पारंपरिक एकदम एखादी गोष्ट जशीच्या तशी मुळापासून अ, पुढे घेऊन येणं. मस्त, कौतुकाची गोष्ट आहे तुमची.
हो. तेच म्हणतो ना म्हणून आम्हाला ना हां हां. म्हणून आमचं <chuckles> हो. हो. म्हणजे आमचं कसं म्हणणं आहे ना, की फक्त खाणं नाही आहे, म्हणजे खाण्यासाठी नाही बनवायचं आहे. ते म्हणजे कुटुंबाची ओळख आहे ती आमची, की यांच्या घरचं करंजी अशी लागते. <laughs> जे कोणी म्हणजे खूप अ, मी स्वतः म्हणजे अजून शिकले नाही आहे, बट आईला बघते ना, आईला खूप सराव लागला ते शिकायला. असं म्हणतो ना, की मग ते पूर्ण तळणापर्यंत शेवटपर्यंत की असंच तळलं गेलं पाहिजे, ते लाल नको व्हायला, असं म्हणजे म्हणतो ना, की पांढराच कलर दिसला पाहिजे, शुभ्र पांढरं हो.
अरे वाह! जबरदस्त. <chuckles> हां, हां. हां. मग ते करपल्यासारखं झालं की ते बरोबर, बरोबर. मग ते वरचा पापुद्रा कडक होत असेल, जास्त झालं तर. छान! छान!
हो. हो तेच. म्हणजे फ्लेमवर ते डिपेंड होतं, की कमीच फ्लेमवर ते तळलं गेलं पाहिजे. तळण्याचीही वेळ पाहिजे. असं म्हणजे सगळं एवढं बारीक, बारीक हो. नाहीतर ते थोडंही जास्त झालं ना, की ते लाल कलर दिसायचं त्याच्यावर मग हो.
हां, हां. ना कमी ना जास्त. हां. ते अनुभवावरूनच त्यांचा हात बसला असेल. मग तुमचं कुठपर्यंत आलंय आता? म्हणजे तुम्ही पण शिकत आहात?
<chuckles> हो, हो. अ, मला तळणाचा अजून अनुभव नाही आहे, बट मी ते म्हणतो ना, की काठ देतात त्याला. असं काठ वाळतात ना त्याचे, करंजीचे तर मग तेवढंपर्यंत मी शिकली आहे. भरण वगैरे, पण सारण वगैरे भरणं वगैरे तेवढं येतं मला, पण तळणचं नाही मी रिस्क घेतली अजून. <chuckles> ते कसं म्हणजे अ, त्याला खूप एक्सपिरियन्स लागतो त्याच्यात. आणि मेन म्हणजे
हां, हां, हां, हां. अच्छा, अच्छा. पण एखादा दुसरा तरी चुकलं तरी चालेल, एखादा ट्रायल वगैरे करता की नाय?
हो, मग मी शेवटचं करायचं ना, आईला म्हणायचं तू सगळं कर, शेवटचा एक माझ्यासाठी राहू दे. <chuckles>
हां. एखादं दुसरं <chuckles> अ, केलेला खाल्लंय एखादा स्वतःचा बनवलेला?
हो <laughs> आवडलंय म्हणजे ठीक आहे. आता स्वतःच्या हाताचं आहे तर मलाच कौतुक करायचंय. <laughs>
<chuckles> मस्त! हां, हां. अच्छा! म्हणजे 1-2 वर्षात तुम्ही पण तयार व्हालच म्हणजे?
हो, हो नक्की. म्हणजे मी प्रयत्न करते मी आता दर दिवाळीला सुरुवात केली, की मी बनवू लागेल, मी बघेल मी सगळं निरीक्षण करत असते, की आजी आणि आई मिळून कसं बनवत आहे, कसं सारण भरत आहे. मग अ, कोणत्या बोटावर पकडायचं, कोणत्या बोटाने ते बंद अ, करायचं, कुठून सुरुवात करायची काठ त्याला बनवायला असं म्हणजे सगळंच. हो.
अरे वाह! मग समजतं अ, असं काय आहे का, म्हणजे त्याला अ, काही आकार वगैरे देता? का आपला नेहमीचा करंजीचा आकारच आहे?
आकार तोच देतो और मग म्हणजे बघा कसं आहे ना आमच्याकडे जर लहान मुलं असतील ना, घरात तर त्यांच्यासाठी ना, असे वेगळे-वेगळे खेळणीचे आकार बनवतो. आरसा बनवायचा, नंतर कुलूप बनवायचं, अ, नंतर मग हो.
अरे वाह! मस्त क्रीएटिविटी आहे. म्हणजे अजून काय, काय. म्हणजे कुठले-कुठले खेळू?
हो. म्हणजे एक पापडीसारखं बनवायचं, म्हणजे असं त्याला अ, लहान मुलांसाठी, म्हणजे त्यांना खेळणं म्हणायचं आम्ही आणि त्याला ना आम्ही, असं म्हणता येईल की आपण जसं बाळंतीण बाईला जपतो ना, तसंच जपावं लागतं ह्याला, <chuckles> ह्या पदार्थांना जोपर्यंत ते पूर्ण ताटात येत नाही बनून. <chuckles> खूप नाजूक नाजूक गोष्टी असतात, त्याला थोडंही म्हणजे असं म्हणतो ना की आपलं फुल म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित हवं ते बनवताना. थोडंही लक्ष विचलित झालं ना, गडबड होते. हो. गडबड होते त्याच्यात. आणि तुपातच करायला हवं, तुपातच तळायचं, तुपातच सगळं करायचं. आणि ह्या दिवसात
हां, हां. <chuckles> <chuckles> की झालं गडबडलं अच्छा, अच्छा. म्हणजे किती वेळ लागतो, असं एखादा एखादा बॅच म्हणजे एका बॅचमध्ये किती करता? आणि
हो, हो. एका बॅचला 1 तास लागून जातो बरोबर. आणि त्या
आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी किती वेळ लागते? जे तुम्ही बनवता ना आधीचे पदार्थ त्याच्यातले?
हो, हो. त्याला 1 तास पूर्ण. म्हणजे आणि बघा जर खवा बनवायचं असलं ना त्याचा टाईम वेगळा आहे, त्याची वेळ वेगळी आहे, त्याला वेगळा वेळ लागतो, कारण ते दूध आटायला वेळ लागतो. तेवढ्या वेळात मग आपण इकडे अ, मैदा वगैरे तो तयार करायचा त्याचा, बाहेरून जे आपण लावतो, पण मैदा बनवल्यानंतर जी आपण पहिली पोळी लाटतो ना, मोठी असं म्हणतो ना की एक पूर्ण मोठी पोळी लाटायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो असतो ना, तिथे थोडंसं तुपात मिक्स केलेलं आपण हे काय म्हणतो तांदुळाचं पीठ असतं ना, तांदूळ चांगले स्वच्छ धुवून अ, वा वाळवून त्याला ना अ, मिक्सरमधून काढून त्याच्यात थोडंसं तूप घालून असं ना एक अ, पिठासारखं बनवायचं. आपलं म्हणतो ना आपण, की चीझ वगैरे कसं बनवतो आपण पेस्ट कशी असते ती थोडी हां. तो एक त्याचा थर त्याला लावायचा, जी आपण मैद्याची पोळी लाटलेली असते ना, त्याला तो एक तो एक अ, थर लावायचा. त्याच्यानंतर अ, त्याच्यावर अजून एक पोळी लाटायची मैद्याची, ती ठेवायची पूर्ण परत तेवढ्याच आकाराची हां हां.
हां. हो, हो, हो, हो, पेस्ट सारखं हां. हां, हां, हां. अच्छा. म्हणजे एखादा लेयर क्ले केक असतो जसं तुमचं एकदम लेयर हे आहे. <chuckles>
हो, हो. <chuckles> आणि मग त्याला ना आपण पुंगळी कशी करतो ना, तसं रोल करत जायचा, पुंगळी वाळत जायची. देन पुंगळी वाळल्यानंतर, त्याला मस्त असं आपण अ, जसं पूर्ण दाबून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं, त्याला पण जास्त जोरात नाही दाबायचं, हलक्या हाताने त्याला पूर्ण पॅक करायचं. आणि मग त्याचे ना आपण छोटे-छोटे गोळे करायचे. आपण पोळी लाटण्यासाठी जसे. <chuckles> हो आणि मग त्या
अ, ऐकूनच आता मला तोंडाला पाणी आलं. अरे वाह! म्हणजे एकदम <chuckles> तोंडावर ठेवलं की विरघळणार. मस्त. गोड-गोड छान.
हां आणि ते आणि त्याचे गोळे असतील ना, तर त्या गोळ्यांना म्हणजे असं पुरीसारखं छोटं-छोटं लाटून पाणीपुरीची जशी पुरी असते ना तशी लाटायची. तेवढी छोटी, तेवढी साइज ठेवायची आणि मग त्याच्यावरनं त्याला चार बोटांवर घेऊन असं बरोबर सारण भरायचं.
हं, हं. अच्छा म्हणजे छोटे-छोटे असतात? अ, म्हणजे पुरीसारखं.
हो, जास्त मोठं नाही, मी तेच म्हटले मोठी पुरी पहिले लाटून घ्यायची पोळी एवढी. आणि मग त्याला पॅक केलं ना रोल नंतर, की एक-एक त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे, असं लांब पूर्ण हे बनवून आपण म्हणतो ना की रॉड सारखं शेप त्याला देऊन. हां देन त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे. आपण सेम म्हणजे जसं आपण पोळी करताना, गोळे तयार बनव करतो ना तसंच. फक्त छोटे पाणीपुरीच्या पुरीच्या एवढ्या आकाराचे आणि मग त्याच्यात सारण भरून, त्याला व्यवस्थित मग काठ ब बंद करून त्याचे त्याला तळायचं, तुपात तळायचं. ही जी रेसिपी आहे ना तुम्ही खाऊन बघा एकदा, ते जेव्हा क्रंचीनेस तो जो काही लेयर असतो ना, तो इतका सॉफ्ट असतो तांदळाच्या पिठामुळे, त्याला खूप सॉफ्टनेस आलेला असतो. नाहीतर नुसता मैदा असला ना तर ते खूप कडक होतं.
हां, हां, हां. हो, हो, हो. मला विचार करूनच एकदम, मगाशी जसं म्हणाली तोंडाला पाणी आलं म्हणजे. आत्ता असतं तर द्या म्हणाली असती एखादं मला खायला. <chuckles> हां.
हं. <laughs> <laughs> अरे हे माहिती आहे का, माझ्या आजीनेच शिकवलेलं आम्हाला. की त्याला ना, हे मध्ये लावलं ना, तूप आणि तांदळाचं पीठ थोडं, की ते सॉफ्ट होतं खूप मऊ-मऊ म्हणजे होतं ते असं. नाहीतर हे आपल्याला कोण सांगणार आहेत ना? <laughs>
बरोबर. हो नाही म्हणजे आजीच्या अ, मायेनी, आईच्या हातानी, म्हणजे म्हणतो ना त्यांच्या हाताखाली बरोबर आपण तयार झालेलो असतो. आता हे पुढच्या पिढीला तुम्ही देताना, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, की आपण कसं फटाफट चाललंय, सगळं जग एकदम धावपळीचं चाललंय. त्यात मग तुम्हाला असं वाटतं का, की हा जो एवढा मोठा अ, 2 तासाचा अ, प्रोसेस आहे बनवायचा, याला काय असं थोडक्यात करता येईल पुढे, पास ऑन करण्यासाठी, पुढच्या पिढीला देण्यासाठी?
हो. हो. हो. हां. हो. नाही बघा कसं होतं माहिती आहे का. एका तासात आपण जर अ, म्हणजे 60 ते 80 हे बनवतोय करंज्या वगैरे, तर म्हणजे खूप जास्त आहे ना ते तेवढ्या वेळात. म्हणजे कारण काय असतं जर आई सारण भरते, तर आजी तळतंय असं आहे. म्हणजे कामं वाटलेली असतात आम्ही.
हो, हो, हो.
हो, त्यामुळे एकदम अ, म्हणजे एका तासात खूप भरपूर होऊन जातं. भरपूर बनवता येतात.
भरपूर होऊन जातं. पण तुम्ही म्हणालात ना, की हे अ, तळायला वगैरे जसं अवघड आहे, मग अशा काही अवघड प्रोसेसला अजून काही सिम्प्लिफाय तुमच्या पिढीने काही केलंय का त्याच्यामध्ये थोडंसं कमी-जास्त?
हो, त्यामुळे हो, हो. अ, आता बघा कसं आहे ना
म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की थोडंसं सोयीचं होईल?
आम्ही म्हणजे ना, अ, आता आपल्या ज्या म्हणजे ही जी पिढी आहे याच्यात एक अ, आम्हाला WhatsApp ग्रुपवर ना हे आलेलं, की तळणाची वेळ दिलेली असते. आता अ, ह्या वेळेला जर तळण केलं ना तुम्ही, तर तुम्हाला तूपही कमी लागेल आणि तळण लवकर होतं असं. तर आम्ही ना दरवर्षी ती वेळ लक्षात घेतो किंवा दरवर्षी जसं आपलं अ, म्हणजे काल हे बदलतं ना कॅलेंडरसारखं, अ, मुहूर्त वगैरे तसं ती वेळही बदलते. ते एक म्हणजे त्या ग्रुपवर येतं आम्हाला. मग तिथे ते आम्ही फॉलो करतो, की आज ह्या ह्या वेळीच तळण करायला सांगितलं आहे, तेवढ्या वेळात करून घ्यायचं. <laughs>
अच्छा. अरे वाह! आणि असं
म्हणजे हे त्या काळी नव्हतं ना. आता हे आपली टेक्नॉलॉजी एवढी झाली की ते डेव्हलप हो.
हो, हो, हो. हां, की ते अंदाज बरोबर सांगू शकतात, की कसं आहे. आरोग्यासाठीसुद्धा अ, जास्त तेलात ठेवणं नसेल म्हणजे थोडंसं लगेच काढायचं वगैरे कसं, ते पण सांगत असतील. आणि असं काही केलंय का, की अ, छान दिसण्यासाठी रंग वगैरे वापरलेत?
हो. हो, हो. हो. अ, आतापर्यंत तर नाही केलंय, कारण त्याची म्हणजे खासियत य हीच आहे की ते शुभ्र पांढरं शुभ्र दिसलं पाहिजे. हो.
अच्छा. मस्त, मस्त! म्हणजे
त्यामुळेच म्हणजे हो, आणि याची अजून म्हणजे ही पहिली परंपरा म्हणजे आमची दुसरी परंपरा ही अशी होती, की अ, म्हणजे आम्ही हे सगळे पदार्थ ना सगळे सोबत बसून खातो. म्हणजे असं एन्जॉय करायचं आहे ना, आनंद लुटायचं तर सगळ्यांनी सोबत लुटायचा आणि हां, आणि पहील
गोडवा त्याचा हां. अरे वाह! मस्त. हे तर सगळ्यात भारी एकदम. म्हणजे एकत्र बनवायचं, एकत्र खायचं हे तर अजून मस्त. <chuckles>
हो. आणि याचा पहिला जो काही म्हणजे म्हणतो ना, की स्वयंपाकघरातला जे काही पहिलं गोड पदार्थ बनतो ना, तो आम्ही आमच्या आईलाच खाऊ घालतो पहिले. म्हणजे हां, ही हो, ही आमच्याकडची म्हणजे एक अ, परंपराच आहे, की आम्ही पहिला जो काही गोड पदार्थ असेल, तो आईला खाऊ घालतो किंवा आजीला, म्हणजे घरच्या स्त्रीलाच तो पहिला खाऊ, म्हणजे नैवेद्य जसं आपण देवाला देतो तसं ते आमच्यासाठी ती आमची लक्ष्मीच आहे. <laughs> हो.
अरे, सो स्वीट. म्हणजे किती गोड आहे हे. अरे वाह! मस्त, मस्त. <laughs> तुम्ही एवढं तुमच्या परंपरेबद्दल एवढ्या विस्ताराने सांगितलं आणि तुमची पाककृती पण सांगितली. मी नक्कीच ट्राय करेन आणि मला खात्री आहे, काय माझ माझी म्हणजे पहिल्या झटक्यात येईल असं मला वाटत नाही. पण नक्कीच तो गोडवा माझ्यापर्यंत नक्की येईल असं मला वाटतं. तुम्ही ही पाककृती माझ्याबरोबर शेअर केली त्याबद्दल धन्यवाद.
हो, हो. करून बघा. नाही हो, हो. हो, तुमचंही धन्यवाद. बनवून बघा. हो, धन्यवाद.
नक्की.